आणि अ, अ, म्हणजे स्ट्रॉ येतात.
बरोबर. पण मग आता जसं तुम्ही पेनचं म्हणाल्या, तर मग शाई पेन काय वाटतं? शाई पेन वापरू शकतो का आपण? कारण शाई पेन जर एकदा घेतला, तर मला वाटतं 50 वर्ष पण <chuckles> टिकू शकतो. <chuckles>
हो. हो, एकदम बेस्ट आहे ते, शाई पेन. हो शाई पेन एकदम बेस्ट आहे. काय त्याची इंक आणायची असते आणि ते यूज करायचं असतं. आणि रिफिल आणि त्यामध्ये रिफिल पण येणार नाही, त्यामुळे ते खराब व्हायचं म्हणजे नाही का प्लास्टिक पण वाढणार नाही, कारण की रिफिल पण प्लास्टिकचीच असते. म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, आता टूथब्रश आहे. आपल्याला आता कसं अ, दो 1-2 महिन्यात ब्रश चेंज करतो. तर आपण प्लास्टिकचा न वापरता आपण तिथे बांबू टूथब्रश वापरायला पाहिजे, जेणेकरुन तिथलं पण प्लास्टिक कमी होईल. म्हणजे अशा छोट्या-छोट्या गोष्टी कप असतात प्लास्टिकचे. तर त्या नाही वापरता, काचेचे कप वापरा, स्ट्रॉ असतात. मुलांना सारखं फ्रुटी प्यायची सवय असते, तर तुम्ही काय करा आणि काय करायचं अ, छोट्या-छोट्या गोष्टी असतात ना, अ, की आपण छोटे-छोटे वस्तू खरेदी करण्यापेक्षा 1 च मोठी वस्तू खरेदी करायची. जेणेकरून तिथं प्लास्टिकचा पण अ, कमी अ, घेण्यात येईल आपल्या.
हं, हं. बरोबर राहिलं. हं. बरोबर आहे. हो, हो खूप छान. बरोबर. बरोबर आहे. हं. हां, हां. अं, बरोबर आहे.